तर आत्ता आपण ज्या पद्धतीने तंत्रज्ञानात एक विकास पाहतोय आणि ज्या पद्धतीने सोशल मीडिया किंवा ऑनलाईनचा काळ वाढायला लागलाय आणि आत्ता आपण कोरोनामध्ये तर एक घटना बघितली, की वर्क फ्रॉम होम तर आता फार म्हणजे कॉमन झालंय म्हणता येईल. तर तुम्हाला काय वाटतंय, की भविष्यात म्हणजे ऑफिसमधून काम करण्याचं प्रमाण वाढल का? कुठेतरी वर्क फ्रॉम होम किंवा ते भविष्यच आपलं घरातच असेल असं म्हणता येईल?
हो. मला असं वाटतं ना वर्क फ्रॉम होम जास्त असेल, नाही का. काही गोष्टीमध्ये पण अ, मला असं वाटतं की बघा ना जसं अ, मी बघितलंय डॉक्टर पण घरातुन काम करतील पुढं जाऊन. ऑपरेशन वगैरे नाही होणार. ते हॉस्पिटलमध्येच होतील. <laughs> पण अ, नॉर्मल अ, गोष्टी असतील किंवा काय
हं, हं. हो. खरं आहे. <chuckles> हा. म्हणजे मार्गदर्शन किंवा सल्ला किंवा बऱ्याचदा असं सुद्धा असतं ना, की एक डॉक्टर तिकडून सांगत आहेत आणि इकडं चालू आहे की कशा पद्धतीने करायचं वगैरे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून वगैरे आपण काही तश्या घटनाही पहिल्यात म्हणता येईल.
हां, हां. हो आणि बघा ना मला असं वाटतं, की ऑनलाईन कामं जास्त होतील आणि मला वाटतं ते चांगलं आहे. मला आवडतं घरातनं काम करायला कारण की बाहेर ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही, काही नाही. आणि बघा ना कंपनीलासुद्धा फायदा होतो आजकाल टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे. तर अ, मला असं वाटतं, की कंपनीला अ, कुठं ना कुठं अ, सगळ्या गोष्टी ऑफिसचा खर्च वगैरे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ते पैसे वाचून ते पण बॉस घरातनाच काम करून
होय. <laughs> खरंय की. बरोबर आहे की. हं. बरोबर आहे. पण कंपनीच्या कंपनीचा खर्च कुठं वाचणार असं वाटतंय तुम्हाला म्हणजे?
बघा तो जो बॉस आहे त्याला कंपनी स्टार्ट करायचीय, त्याला अ, म्हणतात ना, की एवढं सगळं अ, आयटी कंपनीसाठी मोठं हब बांधा, हे ना? आणि मग तिथं सगळ्या फॅसिलिटीज द्या आणि तिथं अ, मग इ द जायच-यायचा अ, खर्च, कॅबचा, इन्शुरन्स झाला, त्या कॅबचा पण येताना काही झालं तर आणि सगळ्या गोष्टी आहे ना त्यामध्ये मग? अन् तिथं ऑफिसमध्ये लाईटीचं बिल येणार, सगळ्या गोष्टी येणार, अ, सगळ्या, अ, सगळ्या गोष्टी बघा. सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, नाही का?
हां. हां. हां. आलं लक्षात. हम्म. खरं आहे. अरे हां. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जर का त्याचं स्वतःचं बनणार असेल, तर इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च आला. जर का त्याला म्हणजे का उम्म, पुन्हा लोकांना जर का आणायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांच्या जे काही परिवहनाचा खर्च आहे, तो खर्च वेगळा, लाईट बिल वेगळं. म्हणजे थोडक्यात हा सगळा खर्च वाचेल, असं म्हणायचंय का?
हां. हो, नेटचा खर्च तिथला सगळा. हो. हां, नक्कीच वाचेल अन् ता खर्च मग चांगल्या-चांगल्या एम्प्लॉईजमध्ये जास्त पैसे देऊन, चांगले इम्प्लॉईज घेता येईल. आणि त्यानी वर्क फ्रॉम होम जास्त काम करवता येईल, हे ना? 8 तासाच्या ऐवजी 10 तास काम करून घ्या, काही विषय नाही. पण ते घरातनं काम कराल ना त्यावेळेस काय असतं, की अ, लोकं काम चांगलं करतील एखाद्याला माझ्यासारख्याला तर फायदा आहे एखाद्या, की घरच्यांवर लक्ष ठेवता येतं, काळजी घेता येते आणि अ, घरात म्हणतात ना सुरक्षित असतं. पाऊस येऊ दे, ऊन येऊ दे, वारा येऊ दे. मी रोज काम करतोय.
हां, हां. बरोबर आहे की. हं, हं. हां. <chuckles> नाही खंर आहे की. अ, बरोबर आहे. हां. पण हे तर आहेच. पण आता कसं आहे की वर्क फ्रॉम होम जर का तुम्ही करणार असाल, तर बऱ्याचदा म्हणजे हे पण अडचण येते ना की प्रत्येकाकडचं नेटची उपलब्धता नसेल. आता एखादा जर का व्यक्ती, जर का राहत असेल गावात पूर्ण, तर त्याच्याकडे नेटची उपलब्धता नाहीये किंवा त्याच्याकडे लॅपटॉप नाहीये. मग अशा लोकांना कुठेतरी ह्या गोष्टीचा तोटा सुद्धा होईल, असं नाही वाटत?
ते. हां. हो. हां, हां. अ, तोटा काय, त्यांनी एम-आय-डी-सीला डब्बा घेऊन जायचंच की सगळं थोडी ना काही नोकऱ्या तर ऑफलाईन असतीलच की! मला सांगा ना, तुम्ही सोय करू शकत नाही, तर काय फायदा? आता मला सांगा, मी काम करता, करता हळू-हळू माझ्या घरात मी वायफाय बसवला, सिस्टम बसवली, चांगली पॉवरफुल हां, अ, एक यू-पी-एस आणला, एकदम बॅकअपमध्ये लाईट नको जायला, 1 तास बस चालला यू-पी-एस माझा. आणि मग इन्व्ह इन्व्हर्टर बसवला. आता माझं पूर्ण ऑफिस तयार झालंय ना इथं माझं, मस्तपैकी टेबल वगैरे सेट करून ठेवलेला आहे. मी मस्तपैकी एखादा शोकेस वगैरे लावून ठेवला आहे. असं मागं मस्तपैकी निऑन लाईट लावली आहे. आणि ते बघून मला खूप भारी वाटतंय माझ्या माझ्या हिशोबाने, माझं पर्सनल स्पेस मी तयार केलेली आहे.
<laughs> हां. <chuckles> हां. हां, हां. बरोबर आहे की. हं, हं. नाही, नाही. बरोबर आहे की. पण मग असं वाटत नाही का की
गरमा, गरम जेवण भेटतंय मला रोज चांगलं-चांगलं काही ना काही. काल वडा सांबार खाल्ला होता फ्रीलान्सिंग करता-करता. तर अ, भारी आहे ना, कुठेतरी हे?
<laughs> बरोबर आहे हां. मग असं तुम्हाला तरी कोणती गोष्ट छान वाटते की म्हणजे हे कंप्लीट ऑनलाईन असलेलं चांगलं आहे का एक हायब्रिड सुद्धा आहे? की बाबा तुम्ही 4 दिवस तिथं असेल. कारण हा प्रकार छान म्हणता येईल त्या तुलनेत कारण कसं आहे की ज्या काही तुम्हाला अडचणी असतील, त्या अडचणी तुम्ही हायब्रिड दिवसामध्ये तिथे जाऊन प्रत्यक्षात जाऊन सुद्धा कोणाकडून सल्ला घेऊन वगैरे कामं करू शकता. ऑनलाईन कसं होतं की बऱ्याचदा ह्या अडचणी येतात ना की कॉलवरून आपण बोलतोय किंवा सांगितलेलं लक्षात येत नाहीये व्यवस्थित. ह्या गोष्टी कुठेतरी हायब्रिड मध्ये फायदा होईल, असं नाही वाटत?
नाही, नाही. मला नाही वाटत. हां, हां. हां. हां. अ, नाही. बघा, तुम्हाला सांगतो, आता मला तर प्रॉब्लेम येत नाही. आता मला काही प्रॉब्लेम असू द्या, आयटीचा वगैरे मी स्वतः सॉल्व्ह करून घेतो. नाहीतर मग स्क्रीन मिररिंग करून, आपण तिथून ते त्यांना एक्सेस देऊन, ते सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि व्हिडिओ कॉलिंग्सवरती अ, करू शकतो, आहे ना? तर मला नाही वाटत, ते कुठं अ, प्रॉब्लेम येईल. आणि आता बघा ना, वर्क फ्रॉम होमवाले जेवढे पण लोकं असतात ना, त्यांच्यासाठी अ.
हां. हां, ते तर आहेच. हां.
आयटीवाल्यांचं एखादा ऑफिसचा पत्ता दिलेला असतो, तिथं जाऊन आपण मस्तपैकी आपला लॅपटॉप रिपेअर करून घेऊन येऊ शकतो. तो भेटतो आपल्याला 24 तासात वगैरे. सगळ्या फॅसिलिटीज हो. मला नाही वाटत ऑफिसला जायची गरज आहे अन् ऑफिसला जायला मला तर बिलकुल नाही आवडत. तर पु मला असं वाटतं, की मला भविष्यात आहे ना. अ, हा अनुभव असेल, की अ, ऑनलाईन काम सगळीकडे होईल काही ठिकाणी जाईल ऑफलाईन जसं की नर्स असतील किंवा काय असतील तिथं पण रोबोटिक्स येईल पण हा अ, काही ना काही ऑफलाईन अ, कामं असतीलच लोकांसाठी.
<chuckles> हां. अ, बरोबर आहे की. <chuckles> हं. हां. बरोबर, नक्कीच. काही कामं हे नक्कीच ऑफलाईन राहणार आहेत. ती कधी ऑनलाईन होऊ शकत नाहीत म्हणता येईल.
हां.
बरोबर आहे. पण आता
पण बाकी आयटी सेक्टर आहे.
हां, पण आता कसं आहे, की
ते पूर्ण ऑनलाईन झालेलंच आहे बऱ्यापैकी.
हां. ते तर ऑनलाईन झालंय पण आता कसं आहे, की आपण आत्ता वर्क फ्रॉम होम किंवा कोरोनाच्या काळात ह्याही गोष्टी बघितल्या, की घरात राहून काम केले ना काही गोष्टी म्हणजे गुणवत्ता सुद्धा कमी होती, की तुम्हाला पैसे मिळतायत काही गोष्टीचे, की तुम्ही निवांत घरात बसून, झोपून, पडून काम करताय किंवा तुमच्याकडे एक अ, ते म्हणतो ना आपण, की प्रोफेशनलिझम राहत नाही.
कसं काय? हां, हां. अच्छा. नाही बघा तुम्हाला सांगतो
मग ह्या गोष्टी कुठेतरी असं वाटत नाही ना, की ह्या गोष्टींना कुठेतरी अडचण येतेय की हां.
नाही, नाही. माझ्या सारख्या माणसासाठी खूप फायदा आहे सांगतो का? हां. अ, माझा जायचा यायचा टाईम वाचतो. तेवढा मी कंपनीला जास्त देऊ शकतो. मला इथून आता माझ्या अ, हिंजवडी आयटी पार्कला जायचं आहे तर माझ्या घरापासून 1 तास लागतो. कधी-कधी 1:30-2 तासला पण लागतं ट्रॅफिक जाम असतं खूप जास्त हायवेला. यायला परत तेवढाच टाईम. म्हणजे 3 तास तर माझे तिथेच गेले समजा. अंघोळ वगैरे करण्यामध्ये सगळ्या गोष्टीचा टाईम वेगळा. तर अ, मी घरच्या घरी मस्तपैकी अंघोळ वगैरे करतो शॉर्ट्स वगैरे घालतो वरती चांगला शर्ट घालतो बस. मला रोज युनिफॉर्म घ्यायची गरज नाही ना वेगवेगळे नाही तर मी आधी ऑफिससाठी माझ्याकडे कमीत कमी आहे ना रोज 1 शर्ट घालण्यासाठी मी किती कपडे करून ठेवले होते माझ्यासाठी.
हां. हां, ते तर आहे. बरोबर आहे, की ते पण गोष्ट आहे. अ, हां. <laughs> बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आणि <chuckles> बरोबर. पण कसं आहे की तुम्ही जर का ऑफिसमधून काम करणार असाल, तर ऑफिसमध्ये कामाचं कसं असतं की ऑफिसमध्ये काम जर का तुम्ही करणार असाल तर एक अ, वेळेचं बंधन असतं म्हणता येईल की तुम्ही 9:00 वाजता आलात तर 5:00 वाजता तुमचं सुटणार आहे. पण आता वर्क फ्रॉम होम किंवा घरातून काम करताना काय होतं की तुम्हाला कधीही पो फोन येऊ शकतो की बाबा हे, हे काम संध्याकाळी रात्री 8:00ला किंवा असं सुद्धा होऊ शकतं की म्हणजे आत्ता, आत्ता हे काम करून पाहिजे आम्हाला, तर वर्क फ्रॉम होम घरातूनच आहे तर हे काम आत्ता लगेच करून द्या. तर कामसुद्धा कुठेतरी जास्त होतं असं होतं वाटत नाही?
मग माझे पैसे पण खर्च वाचतोय. पेट्रोलचा खर्च वाचतोय गाडीचा. नाही होत. अ, मी स्वतः अ, अकाउंटिंगमध्ये फील्डमध्ये अ, यूएस कंपन्यांमध्ये अकाउंटंट आहे. मी घरी बसून काम करतो. मी तेवढं 6 तास काम करतो, 8 तास काम करतो, जेवढं हॉवर्स आहेत अन् शनिवार-रविवार सुट्टी घेतो, चिल करतो. तर तसं काही वाटत नाही मला. अ, मस्तपैकी आपण नाही, नाही नसतं.
होय. तुम्हाला अतिरिक्त काम नसतं का? म्हणजे तुमच्या वेळा व्यतिरिक्तसुद्धा अतिरिक्त काम करायची गरज नाही भासत कधी? की अचानक काही इमर्जन्सी आली किंवा आपत्कालीन व्यवस्था आली म्हणून करा हे पण काम?
नाही, नाही, नाही. ते मला तरी नाहीये. मी अकाउंटंट आहे ना. मला तर काही असा इश्यू नाहीये. ते कंपनी हॉवर्समध्येच काम करतो मी. बाकीच्यांचं माहीत नाही मला. ए ते मेडिकलमध्ये इमर्जन्सी येती मला वाटतं. इथं नाही येत. आणि अ, म्हणजे बघा ना काय एमर्जन्सी असणार आहे मला? फॅक्टरीमध्ये अ, काम करणाऱ्यांना इ असू शकते मे बी. मा माझ्या कामात नाहीये मला हां, माझं कसं अ, मी अ, व्हिडिओ ऑडिटच वगैरे करतो, त्याचं पण फ्रीलान्सिंग काम आहे. माझं घरातनं काम आहे. तर मला नाही इमर्जन्सी वाटत काही असेल. अन् मी करत पण नाही इमर्जन्सीमध्ये काम. मग माझं ड्युटी हॉवर्स नाही मी तेवढं इमानदारीने काम करतो, बस झालं. आणि अ, कसं आहे की हां, सगळ्या गोष्टी नाही होणार मी सांगू शकतो कारण की प्रोडक्शन फॅक्टरी आहे, मिल्क फॅक्टरी आहेत आणि अ, बघा न्यूजपेपर तर बंद झालंय.
<chuckles> नाही बरोबर आहे. हे पण गोष्ट आहे. हां, असू शकते त्यांना. हं. होय. हं. बरोबर आहे की. काही ठिकाणी म्हणजे घरातून काम तुम्ही नाही करू शकत. तिथं तुम्हाला जाणं गरजेचच आहे.
हो, पुढे जाऊन रोबोटिक्स येईल तिथं. मग तिथं त्या लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील, मे बी, माहीत नाही मला. पण अ, अ, पुढे जाऊन होईल ते नक्कीच. आणि आता माझ्या भावाची कंपनी घ्या. माझ्या भावाच्या कंपनीमध्ये अ, पहिले अ, खूप लेडीज आणि जेन्ट्स कामाला होते वेल्डिंग करण्यासाठी हां?
हम्म. बरोबर आहे. हां. बरोबर आहे की.
जेन्टस कामाला होते. ल अ, वेल्डिंग करण्यासाठी. तर ते एक वेल्ड ल अ, जो वेल्डर आहे ना तो अ, खूप टाईम लावायचा टाईमपास करत काम करायचा. त्याला पगार पंचवीस पंचवीस हजार रुपये द्यावं लागायचं. आता माझ्या भावाने काय केलं ना? चायनामध्ये जाऊन रोबोटिक्स अ, घेऊन आला खूप सारे. ते रोबोटिक्स काय करतात ना, एकसाथच हां, एका एकसाथच 4 वेल्डिंग मारतो तो.
हं. होय. नक्कीच. द्यावा लागणार. हां. म्हणजे आता तेच काम सगळे रोबोट करत आहेत का? अरे बाप रे! हं.
परफेक्ट वेल्डिंग मारतो त्यात काही नुकसान करत नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना जो ते ₹25,000 पगार द्यायचा होता ना त्या माणसाला आणि ते वेगळ्या वाहणाऱ्या लोकांना त्यापेक्षा माझ्या भावाने आहे ना 6,000-7,000, 8,000 मध्ये बाई ठेवली कामाला. ती फक्त ते वेल्डिंग केलेलं साइडला ठेवते आणि परत 4 पाईप ठेवते. बस.
हां. <chuckles> म्हणजे थोडक्यात मनुष्यबळापेक्षा आता मशिनीच्या बळावरच सगळं काम होऊन जातंय. जास्त काही अडचण येत नाही. म्हणजे थोडक्यात हं.
हो. म्हणजे बघा ना मी आता शेवटच्या कंपनीत काम करीत होतो. तिथं काय झालं ना अ, तिथं सुद्धा आहे ना अ, बॉटल किंवा अ, हे बनायचे अ, जार्स अ, प्लास्टिक कंटेनर्स. तिथे पण माणसं नाटकं करायची. मी नाही बसणार ह्या मशीनवर, मला त्याच मशीनवर बसायचंय, असं करायचंय. मी पॅकिंगच करणार. मग अशामुळं त्यांनी काय केलं त्यांनी पण ऑटोमेशन मशीन घेऊन आले थोडी महागातली आणि अख्खं काम आता ते पॅकिंग-बिकिंग सगळं मशीनच करते.
हां. <chuckles> हां. खरं आहे. हां. अरे वाह! मग काय अडचणच नाही त्यांना कुठे काय?
आहे ना? तर मला असं वाटतं की आता माझ्यासारख्या अकाउंटंटनी घरी बसून सुद्धा काम करू शकतात वर्क फ्रॉम होम. आणि पुढे जाऊन अ, काही गोष्टींसाठी मला असं वाटतं की अजून सुद्धा अ, ऑफलाईनच काम होतील सगळ्या गोष्टी नाही होणार जसं फायर ब्रिगेड आहे.
हं. बरोबर आहे.
त्यांना तर जावच लागेल ना. त्यांना कुठं वर्क फ्रॉम आग आग विझवणारी आहे. पण हा ते पण होऊ शकतं. की जसं अ, म्हणतात ना बिल्डिंगमध्ये अ, ते फायर अ, प्रणाली बसवलेले आहेत. बघा फोरेन बिल्डिंगमध्ये बसवलेले असतात. आग लागली की ते ऑटोमॅटिक चालू होतात. हे ना तसं पण होऊ शकतं मेबी पण अ, मला असं वाटतं की अ, पुढं जाऊन आहे ना अ, इंटरनेट भत्ता देतात अ, कंपनीवाले हां. आणि ऑफिस अलोवन्स देतात म्हणजे बघा माझ्या टेबलचा खर्च वगैरे सगळं ऑफिस उचलत आजकाल.
त्यांना जावच लागणार. नक्कीच जावं लागणार. हं. हां. नक्कीच लागलेले असतात. बरोबर आहे. हां. अरे वाह! किती छान गोष्ट आहे म्हणता येईल. <chuckles>
टेबल घ्यायला पण पैसे ऑफिसत देतात. आणि चांगला पंधरा वीस हजार रुपये देता, त्यात कसला भारी टेबल येतो. तिथे भेंडी मस्तपैकी 2400चा टेबल येऊन आल आहे. <chuckles> बाकीचे पैसे ठेवल्या खिशात.
<chuckles> मग काय? बरोबर आहे की. बरोबर आहे की. <chuckles> तर मग काय? म्हणजे घरातून काम करण्याचा हा तर फायदा झालाच. पण कुटुंबियांना कशा पद्धतीने वेळ देऊ शकता मग तुम्ही? म्हणजे हि ते कुटुंबियांना वेळ देणं हे फायद्याची गोष्ट वाटते का, कुटुंबामुळ कुठेतरी कामात आपलं होय का? कुठं कुटुंबात तुमचं काम प्रभावित होतंय असं वाटत?
आहे का नाही? हां. अहो खूप फायदेशीर आहे. बघा अरे माझं कुटुंब खूप खुश झालं, माहिती आहे का. आधी माझ्या कुटुंबाला आहे ना माझ्यासाठी सकाळ-सकाळी उठून डबा, नाश्ता, सगळ्या गोष्टी बनवावं लागत होतं आता आरामात 10 वाजता उठतात, 9 वाजता उठतात. हां. ते मस्तपैकी आरामात जेवण बनवतात बारा एक वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मग मी आम्ही जेवतो. मस्तपैकी संध्याकाळी पण जेवण मी 6-7 वाजता करून घेतो मस्तपैकी लवकरच. म्हणजे काय आहे ना झोप पण लवकर चांगली येते
<chuckles> बरोबर. म्हणजे त्यांचं काम कमी झालं म्हणता येईल आता. <chuckles> हां. अरे वाह! म्हणजे थोडक्यात. अ, हां. म्हणजे थोडक्यात तुमचं हां, तुम्हाला ह्या गोष्टींसाठी वेळ मिळतोय. आहार व्यवस्थित ठेवता येतोय किंवा आरोग्याची काळजी सुद्धा व्यवस्थित घेता येती म्हणता येते.
जिम बिम करायला टाईम भेटतो, सगळ्या गोष्टी. हां. सगळंच करता येतं, नाही का? आणि अ, मला असं वाटतं ना या गोष्टीचा खरंच फायदा असेल आणि माझा अनुभव तर सांगतो. मला आता खूप फायदा होत आहे वर्क फ्रॉम होम करून. आणि मी ह्याच्या आयुष्यात पूर्ण वर्क फ्रॉम होमचं करणार. ऑफिसला जाणारच नाही. मला टाईम टू टाईम जेवण भेटतंय. आहाहा! गरम-गरम. आणि मला असं वाटतंय की आधी मी शिळं-थंड खायचो.
हां. होय. म्हणजे ज्या गोष्टी हां.
ते आता नाही खात आहे. मस्त ताजं-तवानं खातोय.
<chuckles> मग काय बरोबर आहे की. म्हणजे बरेच फायदे सांगितले असं म्हणता येईल. आता सणासुदीच्या वेळेस घरातून काम करण्याचा काय फायदा होतो का तोटा होतो, की तुमचं काम सणासुदीला कसं असतं की घरात सुद्धा बरीच काम निघतात. मग आता आहेस घरात घरातच आहेस तर मग घरातली पण कामांना मदत कर आणि ऑफिससुद्धा मॅनेज कर अश्या काही गोष्टी होतात का?
हो. आह. मी सुट्टी मारतो ना तेव्हा मग. नाही, नाही. नाही सांगत घरचे.
होय. म्हणजे सणासुदीला म्हणजे थोडक्यात काही प्रभाव पडत नाही असं काही वेगळेपणा काही जाणवत नाही तुम्हाला घरातून काम करण्याच्या वेळेस?
हां. आणि मी आहे ना नाही. नाही, काही-नाही वापरत. मी माझं बॉर्डर करून ठेवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. कामाच्या वेळेस कामच करायचं, नाही का? आणि अ, म्हणतात ना, अ, व्हर्चुअल मीटिंग्स घ्यायच्या. त्याला माझ्या मजा येती आणि वी-आर ए-आर वापरू शकतो आपण, ज्याच्यामधनं आपण लाईव्ह बघू शकतो काय चाललंय असं ऑफिसमध्ये असल्यासारखं फीलिंग येऊ शकते. आणि अ, म्हणतात ना, रेग्युलर अपडेट्स घेऊ शकतो मेल्सवरती, सगळ्या गोष्टींवरती. आणि अ, तिथेच अ, डिस्कॉर्ड वगैरेवर चॅट करू शकतो या अ, कॉलिंग करू शकतो त्यात मग सगळं सिक्युअर राहतं नाही का? आणि अ, म्हणतात ना हां, म्हणजे कंपनीशी चर्चा वगैरे आणि तुम्ही म्हणतात ना, 1 आठवडा घरून काम करून बघायचं. खूप भारी वाटतं. मला तर खूप भारी वाटतं. ज्यानी केलंय त्याला तर भारी वाटतं. ज्यानी नाही केलं कोण कोणाला ऑफिसमध्ये जाऊन करायला लाग लागत असेल तर मला, अ, टेन्शन नाही आणि बघा आणि त्याने एक बायकोंचा शक कमी होतो.
<chuckles> बरोबर आहे. हं. नक्कीच. बरोबर आहे की ह्यापण गोष्टी आहेत. हां. हां. नक्कीच. <chuckles> बरोबर आहे की. खरं आहे.
ते म्हणतात ऑफिसमध्ये काहीतरी, आई टी कंपनी म्हटलं तर नाही का अ, चक्कर असतं सगळ्यांचं काही ना काही. त्या गोष्टी होत नाही, म्हणजे त्यात लोक आहेत ना, अ, जशी लोकं त्यांना, ते आवडतं ऑफिसच कल्चर मला नाही आवडत. मला तर फुल मस्त मजा वाटते लॉयल, मी त्यांच्या घरच्यांसोबत आहे सगळं, व्यायाम करतो.
होय. मग हे असं वाटतं दोन्हीचं संतुलन वाटत नाही का, की ऑफिससुद्धा आणि घरसुद्धा ह्यांच्या दोघींचं संतुलन असणारा. हायब्रिड सगळ्यात चांगला, असं नाही वाटत मग?
नाही, नाही. नाही. मला नाही वाटत. बाकी दुसऱ्यांना वाटत असेल, तर माहीत नाही बाबा, आपल्याला तर फक्त ऑनलाईन आवडतं.
<chuckles> कारण कसं आहे, की जेव्हा, जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा घरातून करा. जेव्हा असं वाटतंय, की काही कामांमध्ये त्रास होतोय किंवा ते मला जमणार नाही तर त्यावेळेस, हायब्रिड जाऊन करा. तर हा सर्वोत्तम उपाय वाटत नाही. भविष्यात म्हणजे कुठेतरी ऑनलाईन, कंप्लीट अ, पूर्णपणे ऑनलाईन होण्यापेक्षा, की भविष्यात कुठेतरी हायब्रिडचं प्रमाण जास्त असेल, असं नाही का वाटत?
नाही, असं नाही वाटत मला आवडंल. नाही कंटाळ येतो हो, तुम्ही हायब्रिड नाही असेल तर माहीत नाही, माझा भाऊ करतो त्याला लई कंटाळा येतो ऑफिसला जायला, जीवावर येतं तर मला त्याचं बघून नकोच वाटतं मला तर हायब्रिड नकोच. आणि अ, कसं आहे ना, मी माझी पण कंपनी खोलन ना पुढे जाऊन बिझनेसची, तर मी पण आता क्लाऊड किचनच खोलतो ऑनलाईन मस्त पैकी. इथूनच लोकांना ऑनलाईनच भेटलं पाहिजे घरी बसून, काही टेन्शन नाही.
<chuckles> बरोबर आहे. हां. हं, हं. अरे वाह! किती छान गोष्ट आहे ना?
है ना. तर अ, त्या हा तिथे पण माणसं लागतीलच म्हणा, त्याचा विषय नाही आहे हॉटेलसाठी पण. पण अ, म्हणतात ना की हां अ, ऑनलाईन ठीक आहे हायब्रिड पण काही ठिकाणी असलं पाहिजे. मी नाही म्हणणार नाही. प्रत्येकाच्या जॉबनुसार ते वेगवेगळं आहे आणि माझी आय-टी कंपनी मी जेव्हा चालू करेल तर, मला असं वाटतं की अ, मी सगळं वर्क फ्रॉम होमच ठेवणार आहे. कशाला ऑफिस-बीफीस इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च करू ना? तेवढाच पगार मी माझ्या कामगाऱ्यांना देईल.
बरोबर आहे की. नक्कीच. हां. हां. नाही ते पण आहे म्हणताय. खरं आहे, खरं आहे.
है ना. तर अ, हां. म्हणजे अ, बघा ना प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि वर्क फ्रॉम होम करून माणूस जास्त फोकस करून काम करतो, मला असं वाटतं.
बरोबर आहे की. नाही खरंच आहे. नाही, बरोबर आहे ना. तुमच्या बरोबर बोलून म्हणजे खरंच मला पण म्हणजे बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की म्हणजे आपलं भविष्य काय असेल नक्की. आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तुम्ही जायचा वेयचा वेळ असेल, तो वेळसुद्धा तुम्ही कंपनीसाठी देऊ शकता किंवा तुमचा आहार जो आहे की तुम्ही गार आहार खाताय किंवा शिळा खाताय. त्या पद्धतीने तुम्ही घरात असताना ताजा आहार करूनसुद्धा आरोग्यसुद्धा व्यवस्थित ठेवू शकता, घरच्यांनाही वेळ देऊ शकता. म्हणजे तसं म्हटलं तर भविष्यात कुठेतरी की ऑफिसमधून काम करण्यापेक्षा घरातून काम करण्याचं प्रमाण जास्त असेल आणि कामाची गुणवत्ता सुद्धा जास्त चांगली होईल. म्हणजे हे कुठेतरी भविष्यात आपल्याला दिसेल असं म्हणता येईल. तर तुमच्या बरोबर बोलून मला खरंच छान वाटलं आणि धन्यवाद!
हो. नक्कीच. हो. नक्कीच. हो. मला पण छान वाटलं. खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद!